हो, नक्कीच तुमचा तो हक्क आहे. तुम्हाला भेटायलाच पाहिजे. मग?
हो ना. तर अ, मग आम्ही जाऊन चेक केलं मग तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला तर काहीच नाही मिळालं आहे पण दुसऱ्या जे होते इंटर्न्स त्यांना मिळत होतं. जे आधी इंटर्न्स म्हणून काम केले होते म्हणजे आता ते परमनंटच तिथे एम्प्लॉईज. तर त्यांनी त्यांच्याशी ते तोपर्यंत आमची मैत्री झाली होती. मग त्यांनी विचारलं की "तुम्ही ह्याची कंप्लेन का नाही केली?" अ, मी म्हटलं की "अरे, आम्ही तर आता तर जस्ट कॉलेजचे फ्रेशर आहोत. असं इंटर्न म्हणून जॉइन केल्यानंतर आम्ही कंप्लेन करणार, आम्हाला तर असं काही माहितीच नव्हतं की असंही काही असतं." तर ते म्हणाले, "नाही ही तर तुमचं अ, शोषण करते आणि तुमचा फायदा उचलते कारण कामं तुमच्याकडून करून घेते आणि त्यांचं जे क्रेडिट आहे ते तिला भेटतं." तर मी म्हटलं, "अच्छा असं, तर" अ, <chuckles> हो ना. म्हणजे अ, आम्ही तर एकदम बावळटासारखंच वाटलं मला की "मी असं कसं आहे एवढी काय बावळट?" तर त्यांनी मग मी विचारलं की "मग आता काय करायचं?" त्यांनी म्हटलं की "तुम्ही ना अ, असं-असं करून हे-हे मॅनेजर या-या दिवशी येतात, तर तुम्ही त्यांच्याशी बोला." मग अ, मी म्हटलं "ठीक आहे, पण ह्याचं काही वाईट परिणाम झाला तर?"
हं, हं. हो, बरोबर. हां. अरे बापरे! उलटच होतं. मग? हं.
तर ते म्हणाले, "वाईट परिणाम तर आत्ता होतोय ना? तुमचा तर फायदा उचलला जात आहे आणि वाईट परिणाम तुमच्यासोबत आत्ता होतोय."
हो, ते पण आहे. हां. नाही पण हो बरोबर आहे. बरोबर आहे, पण तुम्ही नक्कीच. पण तुम्ही नवीन-नवीन होतात ना कसं काय करायचं ना कारण तुम्ही इंटर्न्स होता, तिथं फ्रेशर वगैरे होत्या. पण ठीक आहे जो सल्ला दिला तो पण व्यवस्थित होता. मग तुम्ही गेले का ऐकलं त्यांचं?
हो ना. हं. नाही. मग तेव्हा मी थोडंसं घाबरले की काय करू आता काय बोलू? तर मी बघितलं पण त्या मॅनेजरांना त्या सरांना पाहिलं मी एके दिवशी ते आले होते आणि मी विचार केला होता की त्यांच्याशी जाऊन बोलायचं, पण माझी हिंमतच नाही झाली. तर मी ती मॅनेजर जे सांगत गेली ते मी करत गेली आणखीन 3 महिने तर मग अ, त्याच टीम मेंबर्सना मी पुन्हा भेटली. ते डिपार्टमेंटचे लोक आले तिथे आणि त्यांनी विचारलं, की
हं. हं. ऐका, ऐका त म्हणजे तुम्ही इतकं त्यांनी तुम्हाला सांगूनही, की तुम्ही जा, त्यांना सांगा. त्यानंतरही तुम्ही 3 महिने काम केलं अजून?
<chuckles>